बरोबर-बरोबर. तर या बिर्याणीमधली कोणची अशी खास आठवण आहे का हो, म्हणजे तुम्ही एकदा बनवली आणि तिचा पचका वगैरे झाला सुरुवातीला, असं काही एखादी आठवण आहे का?
हो. झालं ना, काय झालं बरं माझी सासू गेले होते फिरायला ट्रिप होती आणि आमच्या इथे कसं आहे? भाऊबीज वगैरे असेल तर सगळ्या अ, नवऱ्याच्या ज्या बहिणी असतात, आत्या-लोक असतात, त्या सगळ्या घरी जेवायला येतात आणि मला म्हटले होते, "जाऊन दे, तू बाहेरून पार्सल वगैरे मागव, बिर्यानी वगैरे आणि सगळ्यांना खाऊ घाल." पण आणि त्यामध्ये माझा पाय मा पाय पण प्लॅस्टर झाला होता. पायाला प्लॅस्टर झाला होता. फ्रॅक्चर झालता. तर पण माझी खूप हट्ट होती, की नाही का नाही मलाच बनवायची आहे बिर्याणी म्हणून म्हणून मी सगळी तयारी केली आणि त्यामध्ये मी एकटीच होती घरात. सगळं सामान वगैरे नवऱ्याने आणून दिलं आणि बनवायला घेतली आणि बनवायला घेतली आणि मला काय वाटलं, आता एवढी लोकं येणार आहेत, नाही का? आपण थोडंसं जास्त बनवतो ना, कमी नको पऱ्या पडायला तर ते तांदूळ चुकून माझ्याकडून जास्त अ, प्रमाणात अ, झाला. दी जिथे एक दीड किलो घ्यायचा होता, तिथे 2.5-2 काहीतरी 2 किलो झाला. पण जे अंदाज होता ना, मग जे आपण अ, मसाला जो असतो आपला ज्या ज्या पद्धतीची पनीरची बिर्याणी बनवायची किंवा चिकनची तर तो अंदाज सगळा चुकून जातो, त्यामध्ये असं झालं तो मसाला झाला कमी आणि राईस झालं खूप. अरे! म्हणजे आता काय करू? म्हणजे नाही का? टेन्शनच आलं मला. तशीच ती मी बिर्याणी सगळ्यांना खायला दिली. म्हणजे टेस्ट थोडी त्याची वेगळीच लागली ना, कारण की भात-भातच खूप लागत होता तो. पण सगळे सगळे जण मला तोंडावर काही नाही बोलले पण मला असं वाटलं अरे, ह्यांना खरंच नसेल आवडली. टेस्ट छान होती पण त्याची जी क्वांटिटी पाहिजे ना, एक अंदाज म्हणतो ना तो माझा चुकला होता.
काय झालेलं? हं. अच्छ-अच्छा. हं. अरे बापरे! हं, हं. अच्छा. हं, हं, हं. मग? हं. हं, हं. हं. अरे, देवा! मग-मग? अरे बापरे! हं, हं. हो, हो, हो. अरे, बापरे! हा म्हणजे भात जास्त झाला आणि पीस वगैरे कमी पडले आणि मसाला पण कमी पडला मग यानंतर तुम्ही काय खबरदारी घेतली हो, ती बनवताना काय अशी विशेष काळजी घेतली का?
हो, मसाला कमी पडला, तसं झालं होतं. हो, त्यानंतर काय आहे मी आता कधी पण बनवतोना जी ग्रेव्हीची जी साइझ क्वांटिटी असते ती जास्त घेते राईस कमी पडला तर परत लावता येतो करता एडजस्ट करता येतं. तर ती मी आवर्ज आवर्जून खबरदारी घेते.
हो.

हं, बरोबर बरोबर.
आणि गरम मसाले तर आपण ॲडच करतो त्यात आणि लिंबू टाकायचं, लिंबू टाकल्याने काय होतं भात हा पां पांढरा शुभ्र होतो.
हं, हं, हं, हं.
तर अशा काही ट्रिक्स आम्ही ते बिर्याणी बनवताना वापरतो, त्यामुळे ते कसं नुसतं ग्रेव्हीला टेस्ट असून काही फायदा नाही, तुमच्या राईसला पण टेस्ट हवी आहे ना, म्हणजे तो राईस आणि ते कॉम्बिनेशन खाताना ते अजून चांगली चव वाढते.
हो, बरोबर बरोबर आणि तुम्ही जे बोललात पुरणपोळी तर ती तेलात बनवता का तुपामध्ये ओ?
ती तुपामध्ये बनवतो आणि हा त्याचं एक ट्रिक असं आहे, जे आपण गव्हाचं पीठ मळतो, त्यामध्ये ना जर आपण एक वाटी जर ए 2 वाटी असं जे मोठे कटोरी असते ना, तेवढं गव्हाचं पीठ घेतलं तर त्यामध्ये एखाद अर्धी वाटी ना छोटी वाटी त्यामध्ये मैद्याचं पीठ टाकायचं, मैद्याचं पीठ टाकल्याने काय होतं, त्याचं जे बाइंडिंग होतं ना, त्या पिठाचं, ते खूप छान होतं आणि ती पोळी फुटत नाही. नाहीतर बघत असाल तुम्ही पुरणपोळी खूप लोकांची अशी फुटते.
हं. हं. अच्छा. हं, हं. फुटते, बरोबर. खूपदा असं पाहण्यात पण आलंय, की ती पोळी फुटते त्यामुळे चव बाहे कुठेतरी राहते.
हां. चव वेगळी लागते आणि ते जळतं मग ते सगळं आतलं जे सारण असतं ना, तेच जळून जातं. त्यासाठी थोड हो, त्यामुळे जर थोडं मैदा त्यात ॲड केलं ना आपण, तर ती फुटत नाही आणि जरा तव्यावर चांगली मंद ह्याच्यावर शेकायची तूप टाकून आणि म्हणजे त्याला क्रिस्पीनेस जो येतो ना, तो खूप छान लागतो पुरणपोळीला. तर तशी आयडिया मी वापरते.
हो आणि पुरण पण असं बाहेर पडतं म्हणजे पोळी तोडल्याबरोबर. हं, हं. हं, हं. अरे वाह! वाह! खूपच छान! खूपच मस्त हो आणि खूपदा बघा आपण व्यस्त असतो, नाही का आणि खु खूपदा म्हणजे खूप कामं असतात, नाही का आणि कधी-कधी असं होतं लोकही कमी असतात तर अशा वेळेस आपण नाही का तुम्ही जे बनवता बिर्याणी झाली, जसं तुम्ही सांगितले एकदा भात जास्त झालं आणि मसाला कमी झाला तर अशा वेळेस वेगवान व्हर्जन कसं बनवता येईल तुमच्या ज्या रेसिपी आहे त्याच्या?
हं. हो. हो.